आता असं होतच नाही, की कोणाला स्वादिष्ट भोजन, स्वादिष्ट जेवण ज्यांना आवडत नसेल. पण महागाई वाढल्यामुळे एवढं जसं आपण म्हणतो ना, की आपल्याला कित्येक गोष्टींचा आता विचार करावा लागत आहे. म्हणजे बजेट ठेवायचं काम पडत आहे. तर मग अशा वेळेस जेव्हा बजेट तुमचं मर्यादित असतो. तेव्हा स्वादिष्ट जेवण तुम्ही कसं बनवता हो, जरा सांगणार का?
हां. हां. काय असत ना, अ, मतलब आपण लोकांना पाहतो ना त्या तो सँडविच खातोय, मोमोस खातोय आणि मग आपण बघतो की अरे, आपल्याकडे एवढा बजेट नाही. तर मग ना आमची आई आहे ना ती नेहमी म्हणायची, की "तुम्ही कशाला एवढे-एवढे पैसे खर्च करता? तुम्ही ते 200 रुपये मला द्या. मी अख्ख्या-" मतलब आम्ही कसं 2 भाऊ आहे. आमची आत्याची 2 मुली आहे. आणि माझ्या घरी कसं मी, माझी बायको आणि माझी माझे दादा, वहिनी आम्ही 4 आणि आमच्या आत्याकडे आत्याची मुलगी त्यांचे नवरा आणि अ, अ, त्यांचा मुलगा आणि त्यांची बायको असे धरून 8 लोकं आहेत आणि 2-3 पोरं. मतलब 10-12 लोकं होतो आम्ही. तर मग आम्ही काय करतो. अ, जसं, आता मोठे झालो, पण असं वाटतं ना, अ, की पैसे वाचवायला पाहिजे. जेवणामध्ये असं. आपण मूव्ही जातो, तर पॉपकॉर्न किती महागडे झाले असतात ना, सहाशे सातशे रुपयाचे ते टब. त्यामुळे आम्ही ते काय करतो. ते आपल्याला असं अ, ठेल्यावर ते मक्याचे दाणे भेटतात ना, मग ते घ्यायचे आणि मग त्यांच्यामध्ये तुम्ही कधी एक्सपेरिमेंट करायचं, तर आम्ही ते चॉकलेट आणायचो ते कॅरामेल बे अ ते झायल झालं आणि त्याच्यानंतर तुम्हाला चीज आणि सॉल्टेड असायचं, तर एक मसाला येतो. तयार करतो मतलब आम्हीच घरातच आणि त्याच्यानंतर ते पॉपकॉर्न करतो. मग आमच्याकडे ना सँडविच आणि मोमोसच खूप चालन आहे. तर आई म्हणते की "चला मोमोस तर उकडीचे मोदक ना, तर ते मी बनवणार. तुम्ही मला फक्त फिलिंग सांगा कशी असते. काय असते." मग त्या हिशोबाने कसं हो.
हं. हो, ना. हं. बरोबर. हो. बरोबर आहे हे. हो. अरे वाह! हो ना. अरे वाह! अरे वाह! म्हणजे घरच्या घरी कमी पैशात कितीक साऱ्या गोष्टी बनवणं शक्य आहे. मग अशा वेळेस मला सांगा ना, तुमच्यासाठी ना जेव्हा तुम्ही विचार करता स्वादिष्ट असं अ, तुमच्या नजरेसमोर येते, तुमच्या डोक्यात येते, तेव्हा स्वादिष्ट तुमच्यासाठी नेमकं म्हणजे काय आहे? जास्त मसाल्याची चव आहे का म्हणजे घरच्या ताटाची ओळखीची चव. अ, काय वाटतं तुम्हाला?
मसाल्याची चव. एकदम झणझणीत जेवण आणि असं म्हणतात ना, की आपण महाराष्ट्रीयन लोकं ना. तर आपल्याला खूप असं झणझणीत आवडतं. तो ठेचा असू द्या, या मग असं भाजीमध्ये खूप मसाला असू द्या. आता लोकं काय खूप ते हो. ते म्हणतात, की आता तेल एवढं नाही तेवढं नाही. पण आपल्याला कसं एकदम मसाला झणझणीत पाहिजे. हो, बरोबर. तर त्याच्यामुळे आपलं असं वाटतं ना, की आपल्याला आता आणि मी माझं असं मत आहे, की जवरतक तुम्ही त्या जेवणाला पाहून तोंडात पाणी नाही आलं, तर ते स्वादिष्ट नाही. <chuckles> तर ते खूप असं असतं.
अरे वाह! हां. हं. हो ना. हो ना. चव असली पाहिजे. प्रमाणित. हो. हं. <laughs> हो. स्वादिष्ट म्हणजे एकदम तुम्ही व्यवस्थित त्याचा इंट्रोडक्शन तुम्ही दिला. मग आता मला सांगा, की तुमच्याकडे असे काही सोप्या किंवा कमी खर्चाच्या आणि ना म्हणजे पटकन बनणाऱ्या अशा रेसिपीचे काही उदाहरण देऊ शकणार का? म्हणजे एक संपूर्ण जेवण 30-60 मिनिटात असं बनेल. तर म्हणजे तुम्ही बनवलेलं किंवा तुमच्या आईने बनवलेलं का पटकन जसं तुम्ही सांगत होते, की ₹200 मला दे आणि त्यात मी म्हणजे 10 लोकांचं मी घरी मस्तपैकी जेवण बनवू शकते, असं काहीतरी उदाहरण सांगा ना?
हो. हो. वरण भात. <laughs> आपल्याकडे कसं ना? हो.
अरे वाह! तो पण एकदम मस्त डाळ भा वरण तो पण एकदम फोडणीचं वरण.
हां. फोडणीचं वरण, ते आंबट वरण आमची आजीनी आम्हाला सांगितलं होतं. आता ती आजी तर गेली. पण आईशी ते आंबटवरण आजू आजही बनत नाही. ती आजीच्या हाताची चव ती आजीच्या हाताची चवच होती. आणि ते
अरे वाह! हं. अरे वाह! मग ते आंबट बनण्यासाठी काय काय असं तिने काय वापरलं त्यात? की अ, ते तर बघा आता भात तर पटकन बनून जातो. पण ते वरणमध्ये असं काय खास आहे? जरा ते मला एक्सप्लेन करून सांगा तुम्ही?
हो. ते वरण ना म्हणजे अ, असं पाहिले तर ते साधं वरण राहतं. ठीक आहे. मग त्याच्यानंतर तुम्ही ते का अ, टमाटर कापता आणि त्याच्यानंतर तुम्ही फोडणीची तयारी घेता ना? तर माझी आजी काय करायची माझी आजी आमसूलचं पा आमसूलला भिजवून ठेवायची आमसूल आणि चिंच.
हं. बरोबर. अरे वाह!
तर त्याचं पाण पाणी त्याच्यामध्ये टाकायची. तर त्याचा जो आंबटपणा यायचा ना आणि हलकासा गोडवा. तो एव आणि साखर पण टाकायची, तर एवढी मस्त झा व्हायची ना डाळ. पण आज आईने कितीही प्रयत्न केला पण तशी डाळ बनतच नाही. आता ते काय माहिती सध्या कशाला नाही बनत, काय होतो? पण तुम्ही म्हणाला ना भात तर पटकन बनतो, पण भातामध्ये माहिती चव असते. माझी बा अ, माझी आई ना साधा भात करते, ठीक आहे. पण जेव्हापासून माझी वाहिनी आली ना, ती एवढा मस्त साजूक तूप टाकून जीरा राईस बनवते ना, की मी सुका भात असंच खाऊन घेतो. मतलब ते एवढं छान असतं ना, की असं वाटतं की "अरे मला डाळ नको." आणि तो पहिला भात आहे माझ्यासाठी ज्याला मी असा सुका खातो. आपण म्हणतो ना सुका भात नाही खायला पाहिजे. पण मी खरं सांगू तो भात मी असच खाऊ शकतो. का की तो एवढा मस्त असतो. त्याच्यामध्ये अ, वहिनी काय असं त्याला पुलाव सारख्या फ्लेवर मध्ये बनवते. तसं त्याच्यामध्ये ते तेजपान असेल, एखादा दालचिनीचा तुकडा असेल तर तो व्यवस्थित बनतो हो, हो. हो, हो. एकदम मस्त तयार करते वहिनी एकदम.
हं. अरे वाह! हं. हो ना. हो का. हं. अरे वाह! अरे वाह! हं. हो ना. हो. अगदी बरोबर. अरे वाह! अरे एकदम म्हणजे जीरा राईसबद्दल स असं सांगत आहात तुम्ही जीरा राईससारखं. अरे वाह! नुसतं सुकाच असा किती छान. ह्याच्या व्यतिरिक्त अजून एखादं मला सांगा तुम्ही, की अशी काही रेसिपी आहे का की जी पटकन म्हणजे एका तासात बनून जाईल आणि मस्त त्याची चवपण एकदम जबरदस्त आणि सोपी आणि कमी खर्चात बनेल?
अरे, माझे जो बाबा आहे ना, ते 1 नंबर कुक आहे. मतलब त्यांच्या हाताचं जेवण म्हणजे आईला फेल करतात ते. आमच्याकडे रोज सकाळचा टिफिन माझे बाबा तयार करतात आणि आई फक्त पोळ्या ठेवते. ती पोळ्या लाटते बस. पण बाबा जो भाजी बनवतात ना, ती एवढी एकदम मसालेदार असते, त्याच्यामध्ये तेल असतं, भरपूर तेल टाकतात ते पण तो मसालेदार असतो.
अरे वाह! <laughs> हो. हं. हां. कशाची भाजी बरं? कशाची? सगळ्यात आवडीची कोणती कोणती अशी भाजी बनवतात, की म्हणजे तुम्हाला अजूनही
वांगे बटाटे वांगे बटाटे.
अरे वाह! वाह! वाह!
अरे बाबा आणि त्यांच्याकडे मतलब त ते काय त्यांचं खूप असं अ, मस्त आहे त्यांचं. त्यांच्याकडे जे-जे भाजी असेल ना, त्या क्षणी ते टाकतात. एकदा तर 2 दिवस अगोदरच भाजी बनवली होती. वांगे, बटाटे, गोभी आणि मटर मग त्याच्यानंतर एक काय होतं हे अ,
हां. हम्म. म्हणजे जे दिलं ते एकदम जबरदस्त बनवतात.
ए हो. आणि त्यांनी त्यांच्यामध्ये शेवग्याच्या शेंगे टाकल्या अजून. अरे मी म्हणालो पण मला असं वाटलं, "यार बाबा कशी भाजी दिसतेय ही? अरे तू खाऊन पहा हॉटेल फेल होणार माझ्यासमोर." आणि मी एक कोर खाल्लं आणि एवढं छान वाटलं. माझी बायको म्हणाली, "यार बाबा तर सुपरस्टार आहे. एवढं छान जेवण बनवतात ना." आणि खूप खरंच मतलब ती मशाल्याची चव ना, एक-एक ह्याच्यामध्ये भेटत होती आणि एकदम 1 नंबर. <laughs>
अरे वाह! हम्म. अरे वाह! माझ्या तर तोंडामध्येही पाणी येत आहे तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींबाबत तुम्ही बोलत आहात ना. अशा वेळेस बघा ना, आता खरेदी जेव्हा करावी लागते ना, जेव्हा म्हणजे आता बजेट मर्यादित आहे पण आता जेवणासाठी खरेदी करणं. मग अशा मध्ये ना, आठवड्याचा प्लॅनिंग जेव्हा करावं लागतो, तेव्हा तुम्ही कुठल्या गोष्टीचं लक्ष देता? म्हणजे बॅचची अशी खरेदी करता का ब्रँड्सबद्दल म्हणजे असा विचार करून घेता का? असंच आपले लोकल भाजीवाल्यांकडे तुम्ही असे जाऊन तुम्ही भाज्या घेता?
हं. आपलं बजेट असलं ना, तर मतलब अ, भाजीपाला तर ठीक आहे. पण जो डाळ-भात असतो ना, तो डाळ भात आम्ही ना, 1 असं, आमच्याकडे असं छान स्टोअर आहे. त्यांच्याकडे अनपॉलिश्ड डाळ भेटते. तांदूळ खूप अ, बासमती भेटतो, छान असं. तर आपल्याकडे ना, आपल्याकडे असं नसतं, की फक्त डाळ आणि भात असतं. आपल्याकडे 6-7 प्रकाराची डाळ असतात. मूग, मसूर आणि ते सर्व असतं. आणि त्याच्यानंतर मग आपल्याकडे ते पण असतात ना, स्प्राउट्सवालं
हां. हं. अरे वाह! हां. अरे वाह! काय म्हणता तुम्ही? हो ना. हो, हो. अरे वाह, वाह, वाह! हो ना.
की आपण ते मसुर पण खातो. आणि मग हां. मग ते आमच्याकडे ते थोडंसं 1 छान अ, शॉपवरनं येतं हो मटकी, बरोबर. ते छान शॉपवरनं येतो.
मटकी, हो. मूग आणि मटकी हो.
आणि त्याच्यानंतर जो भाजी असते ना, तर आई-बाबा ना सका अ, सन अ, संडेला, रोज 5-6 मध्ये आमच्याकडे ना, असं मंडी लागते. तिथे ना असं, ट्रकचे-ट्रक येतात. आणि त्या असे बॅचेस विकले जातात तिथे. तर बाबा आणि आई ना, 1 मतलब 1 आठवड्याचं तरी घेऊन येतात. मग एक हफ्त्याचा पूर्ण जे अ, येतात भाज्या आणि मग कधी
हं. हां. अरे वाह! म्हणजे ते चांगलं आठवडाभर पुरतं.
हो आरामानी. त्याच्यामध्ये काय असतं ना, की सर्व भाज्या असतात. ते फ्रुट्स आणतात नेमके आणि मग जसं तुम्हाला आता आमच्याकडे कसं आहे आम्ही सकाळी नाश्ता खूप कमी लोकं करतो. मतलब माझंही ऑफिस असतं, तर आम्ही लोकं ज्यूस घेतो. तर मग ते फ्रूट आणतात पाईनएपल हे, ते सर्व आणतात. तर ते संडेला सर्व येऊन जातं.
हं. बरोबर. हं. अरे वाह! हे तर म्हणजे एकदम जबरदस्त तुम्ही खूप छान सांगितलं. मग अशा वेळेस बघा ना, जेव्हा कुटुंबासाठी असं अचूक बजेट असं जेव्हा आपल्याला तयार करावं लागतं. म्हणजे आठवड्यातल्या म्हणजे ₹1000 किंवा ₹1500 रुपयाचा असं कत करावं लागतं आपल्याला कधी-कधी. तर तुम्ही कुठले-कुठले मेनू तुम्ही डिसाईड करता. काय-काय प्लॅनिंग करता तुम्ही की ज्याच्यात खर्चपण वाचतो, जेवणपण पौष्टिक आहे, चवची पण कॉम्प्रोमाईज नाही करावं लागत. तर असं सांगणार का काही?
सगळ्यात मोठं काय असतो ना, की ज पहिले ना आम्ही लोकं खूप अटरम-सटरम आणायचो. जेव्हा मी आणि माझी वहिनी शॉपिंगसाठी जायचो ना. आम्ही खूप उलट-सुलट घ्यायचो. मी, दादा, वहिनी. पण नंतर काय झालं ना, की आई आम्हाला सांगा आणि आम्ही असं नाही. आमचं ना असं असतं, डीमार्ट जा अ, जातो आम्ही.
हम्म. हो ना. हो ना.
आणि डीमार्ट गेलो, तर असं मॅगी घेतली, सूप घेतलं, चटणी हे ते सर्व खूप उलट-सुलट घेतलं. हे चीज वगैरे हे ते सर्व घेतो. तर ते 24000-25000 पोहचतो, बजेट.
हो ना. अरे बापरे!
हो, तर मग आई जेव्हा बिल बिल बघते मतलब आमच्याकडे कसं होतं ना, डी-मार्टमधनं आला तुम्ही तर बिल आईला द्यायचं. मग आई एकदम ना असं पेन घेऊन बसते, आमची आई थोडीशी शिक्षिका सारखी आहे. ती मस्त पेन घेऊन बसते आणि ती बिल पाहते, की याच्यामध्ये काय गलत आहे, तुम्ही हे कशाला आणलं ते कशाला त्याच्यानंतर काय झालं माझी बायको आली. आता माझी वहिनी ना, आता आईच्या खाली ट्रेंन झाली तरी पण ती थोडंसं आईला असं अ, उत्तर देते की नाही अं, अ, माझी आई अ, वहिनी थोडी हिंदी सायडर ती म्हणते, "नही मम्मी, हो गया ना ठीक है, ये वाला ले लिया तो आपन ने ले लिया. अपने को अच्छा लगा." मग जेव्हा माझी नेमकी माझी बायको आली ना, आईनी एकदम हाताखाली घिलत घी घेतलं तिला आणि तिला सांगितलं, की मी तुला यादी देईन आणि तेच तू आणायचं. आणि अ
हो, हो, हो, हो, हो. हं. बरं. हं. हो ना. बरोबर. हो. मग अशा वेळेस कुठले मेन्यू कुठले ठरवतात? ते मला सांगणार का थोडक्यात?
हां. आपण पहिलं डाळी
हां.
आणि जसं साखर, चहा आणि त्याच्यानंतर तो असतो ना मैदा, रवा.
बरोबर. हम्म.
आणि जो आपल्याला लागतं खरंच. असं नाही की मॅगी-वॅगी आणायची. जो आपल्याला खरं लागतं, जसं की त्याच्यानंतर ते येतं तुमचा आटा. आटा म्हणजे सिल्व्हर कॉइनचा आटा म्हणतात ना, आम्हाला आई म्हणते, "तुम्ही चक्कीमधनं आट आटा आणा तो फ्रेश पिसतात आणि तो खूप छान असतो. तुम्ही 10 दिवसासाठी आ आटा आणणार ना तो तरी चालेल. त्यानंतर अ, 10 दिवसानंतर अजून आणा."
बरोबर. हं. बरोबर. बरोबर. छान! म्हणजे एका प्रकारची प्लॅनिंग बनते असं केलं तर आणि बजेटमध्ये पण आपण राहतो, बरोबर आहे हे. हो, खूप छान प्रकारे तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि स्वादिष्ट जेवण कसं बनवता तुम्ही बजेट मर्यादित असून सुद्धा. खूप छान वाटलं मला तुमच्याशी बोलून तुम्हाला खूप धन्यवाद.
आणि मग त्याच्यानंतर तुझा भा हो. हो, हो. बरोबर. <chuckles> मला पण खूप छान वाटलं. धन्यवाद.